आम्ही पाहतो की भरपूर वेळेस की किचनमध्ये खूप अ, कधी-कधी खूप जागा कंजेस्टेड असते किंवा आपल्याला त्या ठिकाणी सर्व गोष्टी ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते. तर आपण ती जागा वाचवण्यासाठी काय-काय करता बरं?
अ, म्हणजे बघा खरं सांगायचं ना तर माझं किचनमध्ये जागा वाचवण्याकडे ना खूप दक्षता असते. म्हणजे मी ते जागा कशी वाचवायची ते बघत असते, की लागणारीच भांडी वर ठेवणार, जेवढे लागणार आहे. रिकामे बाकी जे कधी म्हणतो ना की आता महिन्यानंतर, 2-3 महिन्यानंतर लागणार आहे बाबा, ते आतापासून ठेवणं असं नाही. समजा सणासुदीलाच काही भांडी काढतो आपण, नेहमी नाही. आता जसं दिवाळीलाच काही भांडे निघतात चकलीसाठी साचे वगैरे. <chuckles> मग ते एका हां, म्हणजे एका बॉक्समध्ये पॅक करून मी माळावर ठेवून देते असं. म्हणजे जेवढे लागणारे भांडी असतात तेच एक अ, शेल्फमध्ये रचलेले ठेवते.
हं. अच्छा. <chuckles> हं. हं, हं. अच्छा. अगदी ब छान. तर मग कधी-कधी आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात मग त्यावेळेस कशा प्रकारची ॲड्जेस्टमेंट तुम्ही करता?
हां, म्हणजे मी कसं केलं आहे. आता जेवढे घरात मेंबर्स आहेत ना जेवढे अ, कुटुंबांचे म्हणजे लागणारे भांडे वगैरे आता त तर तेवढे भांडे मोजून असे राहू दिले आहे. आणि जर कोणी आलं असं, तर मग त्याच्यासाठी ना एक वेगळ्या बॉक्समध्ये काढून ठेवलेले आहेत भांडे मी. एका खोक्यात म्हणजे असं म्हणतो ना की फक्त पाहुणे येणार आहे तेव्हाच ते भांडे काढायचे आहे. मग त्याचबरोबर एक अ, 1 ताट, 1 वाटी, चमचा, असं म्हणजे बरोबर ठेवलेलं आहे मी भांडं. की म्हणजे माझीही तारांबळ नाही उडत आणि माहिती आहे जास्तीत जास्त 2 ते 3 पाहुण्यांच्यावर कोणी येत नाही, म्हणून त्यात मी 4चं असं सेट बनवून ठेवलेला आहे <chuckles> की म्हणजे जास्त आलेच तर बाबा 4 पाहिजे असं.
हं, हं. हं, हं. हो, हो. अरे वाह! हो का? अच्छा, अच्छा. खूप छान. <chuckles> अच्छा, अच्छा. <chuckles>
ग्लास वगैरे पण मी म्हणजे मोजकेच वर ठेवले, रोजचे आमचे लागणार आहे तेवढेच. अ, मग पाहुणे आले तर त्यांच्यासाठी काचेचा वेगळा सेट असं. सगळं असं व्यवस्थित अ, मला आवडतं म्हणजे हे ऑर्गनाइज करायला असं सगळं व्यवस्थित ठेवायला. आधी आम्ही जिथे राहत होतो ना त्या फ्लॅटमध्ये म्हणजे अ, अ, मला म्हणजे ठेवायला फार अ, जागेचा इश्यू होत होता. जागा कमी पडत होती. मग तिथूनच मला ही सवय लागली खरं तर.
अरे वाह खूप सुंदर! हं, हं. खूप सुंदर! खूप सुंदर! हं, हं. अच्छा. हं, हं. अरे वाह! खूप सुंदर म्हणजे आम्हाला माहिती आहे, की आमची जागा म्हणजे जास्त आणि मला पण असं वाटतं, की जर मोठं किचन मध्ये जागा चांगली असली तर माणसाचं मनही रमतं. आणि काम करण्यासाठी अ, समजा आपल्याला हे वाटतं. तर कधी-कधी काय होतं ना आपल्या किचनमध्ये, की खूप जास्त जेवणाचे भांडे पडतात आणि समजा धुण्यासाठी पडतात आणि त्यावेळेस तुम्ही काय ॲडजस्टमेंट करता किंवा पातेलं
हो. हं. हो. हो. अगदी. हां. हो. अरे! त्यासाठी मी एक हां. म्हणजे खूप सुपर टिप आहे माझी, की मी <chuckles> मी काय करते मी आळस नाही करत अशावेळी. वापरलं भांडं लगेच धुवायचं, लगेच ठेवायचं. <chuckles> म्हणजे ना अशी भांडी साचून नाही पडत. की "अरे! आता एवढी भांडी घासायची आहे?" तो ती वेळच नाही येऊ देत मी. नाश्ता झाला लगेच प्लेट क्लीन करायच्या म्हणजे अ, हां. आणि म्हणजे कसं होऊन जातं आता नाश्त्यात समजा आपण पोहे केले. पोहे खाल्ले गेले, कढई रिकामी झाली आहे त्यात काहीच नसतं तर त्याला परत असं म्हणजे म्हणतो ना की नुसतं रुमालाने वगैरे आपण साफ करून घ्यायचं, त्यातच पुढची भाजी वगैरे काही करायला घ्यायचं. उगाच कशाला त्याला धुवायला काढायचं ना? असं म्हणजे हां. हे छोटे-छोटे टिप्स यूज करते मी. आणि त्याच्याने माझंही काम वाचतं. <laughs> हो.
अरे वाह! अरे वाह! अरे वाह! खूप सुंदर! हो. हं. अगदी. हं, हं. खूप सुंदर! भारी आहे हां. एकदम भारी! मी पण कधी-कधी किचन मध्ये जातो आणि पाहतो ना मोठे भांडे तर खूप टेन्शन येऊन जातं आता हे म्हणजे कसे धुत आणि कोणी पण आणि कोणी पण पाहत असेल ना
हो. अहो खरंच आहे ते. एवढे ताटं पडलेले पाहिलं ना? हो.
<chuckles> तर त्याच्यामुळे छोटे-छोटे कामं करून म्हणजे आपल्याला टेन्शन पण येत नाही. आणि आपण त्याच्यातली जागाही वाचू शकतो. तर तुमच्या इथं मसाल्याचे डब्बे, थाळ्या आणि तवा या रोजच्या वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही काय-काय ट्रिक्स वापरता? बरं म्हणजे काय करता असं? हं, हं.
हो. हां. मी ना एक म्हणजे सुंदर ट्रिक वापरली आहे. म्हणजे शेल्फ घेतलं आहे मी. अ, ते शेल्फमध्ये ताटं वगैरे मोठे ठेवते. आणि काही वरचं वरच्या बाजूला डब्बे वगैरे माऊन जातात माझे. मग थोडेफार म्हणतो ना वाटी वगैरे ठेवायला एक छोटं सेक्शन आहे तिथेच. मग आणि राहिला प्रश्न आता म्हणतो आपण, की आपल्याला बघा हे झालं ताटं वगैरे, डिश, प्लेट्स वगैरे असे ठेवायला वाटी ठेवायला झालं ते. पण मग राहिला प्रश्न याच्यासाठी, की रोजचं आपल्याला जे लागणारं पोळपाट आहे लाटणं आहे तवा आहे ह्या तिन्ही गोष्टींना एकाच ठिकाणी पाहिजे म्हणजे "अरे बापरे! लाटणं तिकडे का? पोळपाट तिकडे." म्हणजे फास्ट होतात कामं तर मी तसं प्लॅन करते, की ज्याच्याने माझा वेळही वाचेल सगळं नीट वेल ऑर्गनाइजही दिसेल, की सगळं व्यवस्थित कोणी असं अचानकही आलं ना त्याला आवरलेलं किचन दिसतं. आणि मला मला स्वतःलाच म्हणजे तेव्हा काम सुचतं <chuckles> म्हणता येईल. तर मग मी त्याच्यासाठी ना पोळपाट याचे वगैरे हे तिन्ही गोष्टी एका याच्यात ठेवायला ना मी एक ऑनलाईन म्हणजे शॉपिंगमध्ये हे बघितलं होतं रॅक छोटासा, तर तो घेतला आहे मी विकत. हां. तो खूप छोटा आहे म्हणजे म्हणजे बरोबर आहे तो अ, असं म्हणजे म्हणतो ना, की त्याच्यात माझा तवाही बसतो. अ, पोळपाट, लाटणं आणि एक चिमटाही बसवून घेतो, तो म्हणजे त्याच्यात आणि जर एखादी काही त्याला म्हणता येईल, की साईडला आपल्याला मोठा चमचा वगैरे अटकवायचं तर त्यालाही त्यांनी जागा दिली आहे किंवा मग आपण तिथे कपही अटकवू शकतो, आपल्या सोयीनुसार. तर मग मी असं छोटे-मोठे हां. हे जे काही बघ म्हणजे मिळतात ना ऑनलाईन ते बघत असते, शोधत असते आणि घेत असते असं नवीन काहीतरी. सुटसुटीत असतं सामान. हो. आणि जसं की आता किचनचा आपला कोपरा येतो ना अ, गॅस ओट्याच्या खाली किंवा म्हणूया एखादी शेल्फमध्ये कोपरा आहे उरलेला अ, तर मग त्या आकाराचा मी एक असं म्हणजे म्हणता येईल, की शेल्फसारखं घेतलं आहे. की तो बरोबर 3 ताली शेल्फ येतो. अ, की तो कोपऱ्यात बरोबर एल शेपने बसतो. आणि स्टीलचं ज जाळीसारखं बनतं त्याच्यावर मग वर मला हॉटपॉटचा डब्बा ठेवता येतो मध्येच त्याच्याखाली मसाल्याचा डब्बा ठेवते मी त्याच्यानंतर त्याच्याखाली मला जर एखादी तळणाची वगैरे कढई असते आपली जी लागणार आहे बाबा, तर मग ती तिथे आवरून अशी ठेवलेली असते. म्हणजे हां. हे ह्या गोष्टी लगेच हात टाकल्या, की आपल्याला सापडणार आहे, की हा इथे ते तिथे असं म्हणजे व्यवस्थित. हो.
हं, हं. अच्छा. हं, हं. अरे वाह! हं, हं. अच्छा. हं, हं. लवकर घेत हो, हो. खूप सुंदर! <chuckles> हं. अच्छा. अरे वाह! खूप सुंदर! अरे वाह! म्हणजे खूप छान! हो, हो, हो. खूप सुंदर! बरं अ हो. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हो, हो. हं, हं. अरे वाह! खूप सुंदर! खूप छान, खूप छान! हां. आणि हे तर म्हणजे आपल्याला माहीत आहे, की अ, रो दैनंदिन गरजा आहे आणि मसाल्याचा डब्बा तर नेहमी जवळ ठेवावा मला असं वाटतं, की शेगडीच्या किंवा आपण जिथं स्वयंपाक करतो त्याच्या कारण की लगेच घेता येईल. मी पाहिले की एक व्यक्ती इथं स्वयंपाक करते आणि मसाल्याचा डब्बा एकदम कोपऱ्याला दुसऱ्या ठेवलेला असतो. मग जाणं-येणं. <chuckles> हं, हं.
हो. हां. <chuckles> हो तेच मग मी म्हणून तर म्हटलं की मी तो कोपराही वापरात घेतला आहे आणि जागाही कमी वापरली. म्हणजे माझं असं असतं ना, की जे दिसत नाही आहे ते वापरलं जातही नाही म्हणून मग जे दिसायला पाहिजे ना असं ठेवायचं. <chuckles>
अरे वाह! खूप सुंदर! अच्छा. अरे वाह! खूपच सुंदर म्हणजे सर्व गोष्टी अगदी ऑर्गनाइज तुम्ही केल्यात. आणि आम्ही कधी-कधी काय होतं ना भाड्याच्या घरात राहतो आणि त्यावेळेस नेहमी भाड्याच्या घरात राहतो आणि त्यावेळेस आम्हाला काय करावं लागतं जागा बदलत राहावं लागते किंवा दुसरीकडे जावं लागतं. मग त्यावेळेस कशा प्रकारचा समतोल राखता येतो याच्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला?
हो. हो. हो. हो. हां. म्हणजे मग मी म्हणेल की मोजकीच भांडी काढा जसं, की म्हणता येईल की अ, दुधासाठी मोठं पातेलं लागणार आहे. त्याच्यानंतर एक मेडियम पातेलं आपल्याला जर भाजी-डाळ वगैरे करायचंय आणि एक छोटे 2 पातेल असं ठेवा, 1-2 असं. म्हणजे आता हे 4 भांडी वर ठेवायचे, हां. आणि ते पण म्हणजे कसे साईजनुसार ठेवा. एकात-एक ठेवता येईल असं म्हणजे एकच भांड्यात आपले 4 ते 5 भांडी मावणार आहेत, असं. मग तसंच कढईचं, कढई 2च लागतील जास्तीत जास्त, त्याच्या वर कढई लागत नाही. आणि मग जर तुमच्याकडे दुसरी म्हणजे अ, एकच कढई असेल ना तशी वापरता येते एका कढईत सगळं बनवून परत पातेल्यात घेऊन घ्यायचं. मग परत त्याच्यात दुसरं काही बनवून परत पातेल्यात असं मॅनेजमेंट करायचं. हां आणि बाकी सामान तर मी म्हणते ना, की बॉक्समध्येच ठेवते मी. जेव्हा मला लागणार आहे तेव्हा काढेल. हं, असं. म्हणजे मोजकीच भांडी कुकरही एकच घेणार, एका कुकरमध्ये बाकी एक पॅन. पॅनमध्येच मग बाकी शिजून जातं, असं. म्हणजे मोजकी भांडी वापरून. हो.
अच्छा. हो, हो. अरे वाह! हो, हो. अरे वाह! खूप सुंदर. अरे वाह! खूप सुंद हं, हं. खूप छान. म्हणजे? हं, हं, हं, हं. अरे वाह! खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे ऑर्गनायझेशन तुमच्याकडं आहे आणि जे लागतं तेच काढायचं, उगाचचा पसारा नाय मांडायचा म्हणजे त्याच्या धुळी आणि काय नाही.
हो. हां. म्हणजे कमी वस्तू कमी वस्तू असतील ना तर कमी गोंधळ आणि जास्त शांती आणि कामही लवकर होतं. <chuckles>
हो, हो. अरे वाह! अरे वाह! खूप सुंदर. तर म्हणजे आपल्याला समजा काही ड्राय किंवा बजेट फ्रेंडली उपाय तुम्ही दाखवू शकता का? सांगू शकता का? म्हणजे ड्राय किंवा बजेट फ्रेंडली उपाय काय आहेत तुमच्याकडे?
हो. हो. हां. म्हणजे आता कसं म्हणता येईल, की बजेट फ्रेंडली बघायचं असेल, तर आपण मी डी-आय-वायने एक हे बनवलं होतं. म्हणजे म्हणता येईल स्पूनचं स्टँड म्हणता येईल आपल्याला. चमचे मोठे चमचे लटकवायलाच जास्त आपल्याला ते ड्रिल वगैरेच करावं लागतं ना. त्यामुळे मग मी एक असं डी-आय-वाय सारखं बनवलं होतं की अ, मोठा बॉक्स घेतला होता, मी रिकामा खोका असा मोठा अ, आकाराचा, त्याला वरच्या बाजूला मी अ, दोन्ही बाजूंना होल केलं. म्हणजे व्हर्टिकली जी साईड येईल ना पॅरलल, तर दोन्ही बाजूंना होल करून त्याच्यात एक छोटा रॉड टाकला होता. अ, माझ्या अ, बँगल बॉक्समध्ये जो मला अ, म्हणजे आता जे रिकामं केलं होतं बँगल बॉक्स कामाचं नाही. त्याच्यातनं तो रॉड त्याच्यात टाकला होता मी. आणि बघा आता आजकाल बघा मार्केटमध्ये छोटे-छोटे हुक्स येतात असे, ते रिंगसारखे पडद्यांनाही असतात काही. तर मग ते त्याच्यात सेट करून दिले होते मी. 5-6 जेवढे आता मला कामाचे चम्मच होते, म्हणजे चमचे मोठे लागणारे आणि ते त्याला पॅक केलं, अ, म्हणजे त्याच्यात मोठे चमचेही लटकत आहे आणि खाली मला 2 ते 3 असे आडवे डबे ठेवता येईल अशी जागा ठेवली मी आणि तो बॉक्स एका कोपऱ्याला ठेवून दिला. ज म्हणजे ओठ्यावर मला जिथे लागणार आहे. असं म्हणजे असे डी-आय-वाय टिप्स यूज करत असते मी. <chuckles>
अच्छा. हो, हो. अच्छा. हं, हं. अच्छा. हो, हो. अरे वाह! <chuckles> अच्छा. हं, हं. हो, हो. हो, हो. हो, हो. हं, मस्तच आहे. हं, हं. <chuckles> हं. हो. हं. खूप छान. <chuckles> आणि हे हे.
आणि नंतर आपल्याला हे आपले जे हं.
हे सर्व डोकं तुम्हीच लावता का? तुमच्याचं काय करायचं काय नाही, नेमकं कशा प्रकारे ठेवायचं ते?
हां. म्हणजे मी आणि माझे सासूबाई आम्ही दोन्ही मिळून करत असतो हे. <chuckles> आता हे कसं आधुनिकतच असतं आपल्याला आता त्यांना माहिती होतं, की चल बॉक्समध्ये असं काही करू शकतो. आता ते हुक्सची आयडिया मग ते कसे टांगणार? म्हणून मग मी ते आपण बघत असतो म्हणून आता आधुनिकता म्हणून मिळतात बा बाजारात बाबा असं म्हणून मी शोधलं. <chuckles> असं.
अच्छा. <laughs> हं, हं. अरे वाह! खूप सुंदर, खूप सुंदर. आणि म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे जागा वाचवण्यासाठी आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणजे तुमची सासूबाईही तेवढंच तुमच्यासाठी म्हणत असेन की जास्त भांडी नको काढू आणि त्यांचंही सहकार्य तुम्हाला असेन असं वाटतं.
हो. हो, हो. हो. आणि आमचं इव्हन डायनिंग टेबलसुद्धा असं आहे ना की आपण म्हणतो ना लाकडाची फळी असते, जी म्हणजे आमचं एक आम्ही कपाटच केल आहे भिंतीत. तर त्याला ते एक झाकण म्हणून बंद करायला त्याची कपाटाचं हे येते आणि उघडलं तर त्याला असं खाली ठेवलं ना तर खाली एक डेस्क म्हणून डायनिंग टेबलची फळी होते ती असं. म्हणजे असं टू इन वन वापर केला आहे. जागाही कमी आहे त्यामुळे तसं दोन्हीकडून वापर होतो. आणि त्या कपाटातुन आम्ही त्या कप्प्यातुन सगळं हां. म्हणजे सगळ्या अशा वस्तू ठेवतो की अ, आपले पावड चहा पावडरचा डब्बा, साखरेचा डब्बा किंवा म्हणता येईल आपल्याला की अ, डाळीचे डब्बे अ, तांदळाचे असं आणि ते सगळ्या डब्यांवरुन आम्ही लेबल करून घेतलं आहे. म्हणजे गोंधळ नको उडायला. हो.
तर किचनमध्ये. हं, हं. हो. अच्छा, अच्छा. अरे वाह! खूप सुंदर. हो, हो. अरे वाह! खूप सुंदर. अरे, अरे, मस्त-मस्त भारी हां! म्हणजे तुम्ही सगळ्या ठिकाणी जागा कशी वाचणं याचाच प्रयत्न करत आहे. आणि त्याच्यामुळे व्यवस्थित ही दिसतं किचन आणि भरलेलं पण नाही वाटत आणि तुम्ही व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर कधी-कधी आम्ही पाहतो की अनेक लोकांच्या घरामध्ये किचनमध्ये खूप गोंधळ दिसतो आम्हाला. खूप म्हणजे किचनमध्ये पाही पाहिलं की नकोच पहाव असे वाटतं. आम्ही पाहिलं बाकीच्या रूम तर ठीक आहे, पण किचनच हे गृहिणीला दाखवतो मला असं वाटतं. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय काय टिप्स देणार बरं? किचनच कसं ठेवायला पाहिजेलं? आणि अ, कशा प्रकारे जर ठेवलं तर ते अति उत्तम राहू शकतं. आणि काय-काय तिथं आपण केयरी केयर घ्यायला पाहिजेल? किंवा काळजी घेतली पाहिजेलं?
<chuckles> हो. हो. हो. हो, हो. अगदी बरोबर. हो, हो. अ, मला वाटतं आता बघा, जसं की अ, म्हणता येईल आपल्याला की जे कामाचे नाही आहे, आता आपण आणताना कुठल्याही याचा सेट येतो, की 6 कपचा सेट किंवा 11-12 कपचा सेट असा येतो. आणि वापरताना तुम्ही 2च वापरताय, जास्तीत जास्त 4 वापरणार आहात, बाकी याचं काय? उगाच कशाला ते ठेवायचे ना. मग ते एका हां, मग ते म्हणतो ना, की तिथून आता कप स्टँडवर फक्त 2च कप ठेवायचे, बाकी ठेवणामध्ये. ते फुटले की ते काढा, उगाच कशाला दाखवण्यासाठी एवढं? मग तो गोंधळ दिसतो, की एवढं सामान भरला आहे असं. म मग म्हणजे छोट्या-छोट्या सुरुवाती करा, ते कमी करा. त्याच्यानंतर जे काही डुप्लिकेट आयटम असतील, ते काढून ठेवा. काही कामाचे नसतील, सेम-सेम 2 गोष्टी असतील, तर मग हा ही चमचा येतो, तोही चमचा हातात येतो जेव्हा काम आहे, तेव्हा असं एकच काहीतरी ठेवा. आणि जे वापरलंच नाही आहे, आतापर्यंत ते कोणाला देऊन द्या. <laughs> मी तरी म्हणेन, ते पडून पडून खराब होतात हो. आणि म्हणता येईल, की अ, एक पद्धत असते, अ, शेल्फला तुम्ही कसं ठेवताय? म्हणजे जर उभे ठेवले ना, जागाही कमी लागते आणि सामानही भरपूर मावून जातो. उभे-उभे डबे त्यात ठेवा. अ, जर आडवे ठेवले ना, जागा खूप घेतं आणि सामान म्हणजे मग तुम्हाला म्हणता येईल, की ते मग तुम्ही कपाट रचल्यासारखं रचून घेतात. ते शेल्फ तसं नका, जागा जास्त जाते त्यात. आणि बॅच कुकिंग करा, म्हणजे एकाच दिवशी, अ, हो. 2 दिवसाच्या भाज्या कापून ठेवून द्या. मग फ्रिजची उघड-लाव हे न होऊन वीज वाचते. तेवढी जागाही वाचते असं.
हं, हं. अच्छा! बरोबर आहे, बरोबर. हो, आणि शो. हो. अरे वाह! हं, हं. हं, हं. <laughs> हो, हो, हो. अच्छा. आहो. अच्छा! अगदी बरो हो. हो, हो. खूप छान बोलला. हं, हं. अरे वाह! परंतु तुम्ही एक गोष्ट बोललात, की आपल्याला न लागणारे भांडी दुसऱ्याला देऊन टाका. तर मी तर कधी-कधी पाहत होतो, वाटी कुठं गेली कोणाच्या किचनमधली, ते वाटी शोधन्यामध्ये <laughs>
हो. <laughs> नाही, हे वापरातली नका देऊ ना ओ. जी एक्स्ट्राची ती द्या. वापरातली नका देऊ, आई मारेलच आपल्याला.
<laughs> <chuckles> <chuckles> हं. ते वाटीसाठी पूर्ण प सगळीकडं ते बेडखाली जा, इकडे जा, त्या कपाटाखाली जा. आणि मग तेव्हा सापडणार. आणि ती वाटी पाहिली, ती एकदम छोटी, बरं का, लगेच वीस-तीस रुपयेचीच वाटी असते. कधी-कधी तर, म्हणजे असे काही, म्हणजे हसण्यासारखे किस्से होऊन जातं. की गृ म्हणजे म्हणण्याचा अर्थ हाच की गृहिणींचा आहे ना, भांड्यामध्ये खूप जास्त जीव असतो. मला नाही दिसली कोणची गृहिणी, की भांडे देताना. <chuckles> अच्छा.
<chuckles> हो का? हो. हम्म. अगदी बरोबर ओ. <laughs> नाही, नाही, माझं तेच म्हणणं आहे. जास्त वापरून झाले, तरच द्या. <chuckles> साठा नका करू ओ, हं.
हो. हं. अच्छा, खूप छान! आणि तुम्ही खूप छान गोष्टी सांगितल्यात, की किचनमध्ये ऑर्गनाईझेशन कसं करावं, ज्यामुळे आपली जागा वाचण्यासाठी मदत होईल. आणि ज्या प्रकारे करता, त्याही प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न करेन घरी, की काय झालं, तर काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही खूप छान बोललात, त्याच्याबद्दल धन्यवाद आणि खूप सारे आभार.
हं, हो. हो. हो, हो. <chuckles> <chuckles> हो. तुमचेही आभार, की तुम्ही माझं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं, तुमचंही धन्यवाद.